बरोबर. हां, म्हणजे काळानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे हां.
हे का नाही? हां, तेच आहे आणि कसं आहे बघा मंदिरात मी आहे ना, अजून पण जातो पारंपरिक आहे नाही का मी. पण तिथं मला डोनेशन द्यायचं असतं, अन्नदानची सेवा करायची असते नाही का? तर ते मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं त्यांना पैसे पाठवतो, सगळ्या गोष्टी करतो, दान करतो. ते पण एक झालं परंपरा आणि आधुनिक.
हां. हो. हो. बरोबर, म्हणजे आधुनिक पद्धतीनं अ, दान करता म्हणायचं तुम्ही तिथे आणि परंपराही जपता. हो हां
अ, हो, हो, हो. आणि अ, कसं आहे, की घरात डिसिजन घेताना मी मोठ्यांचा अनुभव प्रत्येकात घेतो, निर्णय काय आहे त्यांचा. पण इन्फॉर्मेशन मॉडर्न रिसर्चमधूनच आणतो. आणि त्यांना सांगतो की "बघा आजकालच्या काळानुसार आपल्या मुलांना हे शिकवायची गरज आहे." आणि अ, ते म्हणतात ना ते त्यांना सांगितलं तर ते समजून जातात की हां, आपल्याला अ, थोडं आधुनिक व्हावं लागेल. आपलं जुनं नाही का, अ, हे
हं. हं. हो. हो. हां, ते विचार थोडे बाजूला ठेवायला लागतील किंवा पद्धती थोडक्यात बाजूला ठेवायला लागतील हां.
हां, हां, हां, हां. आणि बघा जुनी कुटुंब परंपरा मी जपतो.
हो.
पण घरातील कामं माझ्या आहे ना मॉडर्न गॅजेट्सनी सोपी करतो. हे का नाही?
मॉडर्न गॅजेट्स वापरून हां, चुटकीसरशी करता म्हणायचं वॉशिंग मशीन हां. हां म्हणजे वेळ वाचवता आणि तुमचं म्हणजे कार्यभाग साधता तुम्ही त्यात त्यातून थोडक्यात हां.
वॉशिंग मशीन, फ्रिज, लाईट, टीव्ही सगळ्या गोष्टी. हां, आता भजनं म्हणाला, तुम्हाला मोबाईलमध्ये ऐकतो तसं मी स्पीकरवर ते भजन ऐकतो. पण ते आधुनिक झालं का नाही? पारंपरिक भजन ऐकत-ऐकत मी त्याला आधुनिक पद्धतीने ऐकतो.
हो, हो, हो, हो. हां. म हां म्हणजे ऐकता हां, म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्ही ते ऐकता म्हणजे आधुनिक हां, ती एक आधुनिकताच म्हणा हां.
हां, हां, हां. म्हणण्यापेक्षा ऐकत नाही. अ, भजन करायला लोकांना बोलावण्यापेक्षा सारखं बजेट नसतं. तर त्यामुळे ते आधुनिकच ऐकतो मी. आणि मी पारंपरिक सणांचा अर्थ मुलांना सांगतो आमच्या घरातल्या आणि अ‍ॅक्टिव्हिटीज मॉडर्न स्टाईलने करवतो.
बरोबर की हां. हां.

हो, म्हणजे दोन्हीचा चांगलाच समतोल तुम्ही राखता. म्हणजे हां, राखता म्हणजे ठेवायचा प्रयत्न करता तुमच्या परीने हां, हं.
हां, हां. हो, आता बघा ना, अ, माझं बघायला गेलं तर मी वडीलधाऱ्यांचे संस्कार पाळतो.
हां.
माझी जी करियरची चॉईस आहे ना, ते पूर्णपणे आधुनिक आहे, प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी आजकाल म्हणत ना डिजिटल एडिटिंग्स करतो, व्हिडिओ एडिटिंग, हे आधुनिक करतो मी. आहे का नाही?
हं. करता हां, बरोबर. हां, म्हणजे आधुनिकतेचा टच आहेच. म्हणजे ते तुमचं प्रोफेशन झालंय थोडक्यात आधुनिकतेत आधुनिकतेतलं प्रोफेशन झालं आहे, हां.
हो. नक्कीच आणि आम्ही कसं आहे लग्नात बघा आजकाल, पारंपरिक विधी जपतो.
हां. हो, बरोबर. लग्नामध्ये हां, म्हणजे अ
पण बाकी सगळं मिनिमल आणि मॉडर्न ठेवलं आहे.
हां, म्हणजे वैदिक पद्धतीने तुम्ही लग्न वगैरे करता, लग्न सोहळे हां.
हो, बाकी फोटोग्राफी वगैरे सगळं आधुनिकच आहे ना हे? आधी कुठं होतं? आहे का नाही? आजकाल ते रथमध्ये एंट्री मारणं, सगळे ते पुढं लेडीज चालतात ते मशाल घेऊन, तसे बहिणीच्या लग्नात आम्ही ते आधुनिकता पण आणली आणि आमचं पारंपरिक विधी पण जपल्या, नाही का?
हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. हो. हो, हो, हो. आणली आहे, हां. हां, किंवा गॉगल घालते वधू आणि डान्स करते तसं, हां.
हां आणि बघा ना, की अ, घरात जसं आहे ना मी परंपरा सगळं आणि सभ्यता शिकवतो मुलांना. पण मुलांना आहे ना, आम्ही आधुनिक हां, आधुनिक विचार आणि फ्रीडम सुद्धा देतो.
सभ्यता शिकवतात, संस्कार देतात. हां, बरोबर. म्हणजे स्वतः विचार करायला शिका. स्वतःचे डिसिजन घ्या किंवा
म्हणजे त्यांना टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. हां, त्यांना अ, वेबसाईट डिझायनिंग, कोडिंग अशा काही ना काही ट्रिक्स शिकवतो जेणेकरून त्यांना कामाला येतील. आहे ना? तर ते आधुनिकता पण या यामध्ये आहे. योगा आणि प्राणायाम.
हां, कोडिंग. कामाला येतील बरोबर. हां.